अगदीच, तर बॅडमिंटन तसा पाहिला तर फार सरळ खेळ आहे, तर बॅडमिंटनसाठी 2 लोकंही खेळू शकतात, त्याला सिंगल्स मिळतात. 4 लोकं जेव्हा खेळतात, एका बाजूला 2 तेव्हा त्याला डबल्स म्ह म्हणतात. तर आम्ही जास्त डबल्स
हं, हं. हो. म्हणजे सिंगल्स. म्हणजे डबल, सिंगल म्हणजे, एका एका साइडनी 2 लोकं, दुसऱ्या साइडनी 2 लोकं, म्हणजे डबल्स.
डबल्स आणि आमो समोर आमोर-समोर जेव्हा एक-एक जणाचं असतं, त्याला सिंगल्स म्हणतात.
हो. हो, हो, हो. अगदी. हां, हां. सांगा पुढचं.
ठीक आहे. हां. तर मग अ, तिथे सगळे डब डबल्सच खेळायचे, कारण खेळायला लोकं भरपूर असायची. तर सिंगल्स खेळणं म्हणजे बाकी सगळ्यांनी बसून राहायला पाहिजे. तर पाळी-पाळीनी सगळे डबल्स खेळायचे, तर नियम फार सोपे होते. एक कोर्ट असतो, ठराविक मापाचा आणि मध्ये एक मोठी जाळी असते. त्या जाळीच्या आजूबाजूला जी लोकं उभी राहतात, त्यांच्या हातात रॅकेट असतात. बॅडमिंटनच्या आणि त्याला एक शटल म्हणतात. जे प पिसांपासून किंवा प्लास्टिकपासून सुद्धा बनवतात. तर ते शटल आपण रॅकेटद्वारे दुसऱ्या कडेला मारायचं आणि ज्यांच्या हातून ते शटल खाली पडेल, ते तो पॉइंट हरला. तर 15 पॉइंट असतात टोटल, तर जी टीम पहिले पंधरा 15 पॉइंट करते, ती जिंकते.
हं, हं. हं, हं. हां, हां. अगदी. हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हो, हो. बरोबर, बरोबर. अरे, खूप छान. <chuckles> हं, हं. अरे वाह! खूपच छान! तर मला आम्ही मी ते शटल पाहिलेलं आहे सर आणि मी पाहतो की ते खेळताना आहे ना, ते बरोबर उलटं होऊन अ, त्या मागच्या साइडने जातं, ते कसं जातं बरं, त्याचा विषयी मला कुतूहल आहे पहिल्यापासून नेमकं काय अ, कशामुळं ते बरोबर सरळ होऊन जातं, आपण त्याला उलटं मारतो अन् तिकडं सरळ जातं ते.
तर होतं कसं, की जे शटल असतं त्याची वरची बाजू तर सगळी पंख असतात, जी वजनाला हलकी असतात. पण त्याच्या खालचा जो कॉक असतो, तेव्हा आपण शटलकॉक जो म्हणतो, तेव्हा खाली एक गोलसर बाजू असते जी थोडी जड असते.
हं, हं. बरोबर. हो. हं.